हो. नक्कीच आजच्या पिढीला आहे ना, अ, अगदी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, की एखाद्या विषयात आपण कच्चे असलो तर त्या विषयाकडे जास्त लक्ष देणे. जसं मी बोललो इट दॅट फ्रॉग फर्स्ट म्हणजे सकाळी उठल्यावर जी गोष्ट सगळ्यात अ, हे वाटती. तर ती गोष्ट प्रथम करा जेणेकरून काय होईल? त्या गोष्टीतून बघा म्हणजे त्यातली भीती निघून जाईल आणि एक अ रुची, एक गोडवा निर्माण होईल.
हो. हो अगदीच. हो, हो, हो. अवघड वाटते. अगदीच. हो, हो.
तर प्रत्येक विद्यार्थ्याने जर अ, समजा याकडे जर लक्ष दिलं. तर नक्कीच त्याला हा फायदा होणार आहे आणिक पालकांसाठी, की विद्यार्थ्याला एखादी गोष्ट येत नाही आपल्या बा म्हणजे नाही का? मुलाला, एखादी गोष्ट समजत नाही पाल्याला. तर त्याला ती व्यवस्थितपणे समजून सांगा आणि त्याचं हे स म्हणजे समजा, की त्यामध्ये कमी कुठं पडतोय. जसं की माझ्या वेळेस काय होतं, की माझ्या घरच्यांनी वेळीच ओळखलं, की याला गणितामध्ये कमी मार्क मिळतात किंवा याला गणितामध्ये अवघड जातात. त्यांनी ते प्रायव्हेट ट्युशन लावली आणि ते शिक्षक ते एवढेच म्हणजे किती म्हणजे माझ्याकरता नाही का काय म्हणतात? एक अ, यशाची गुरुकिल्ली मला त्या गुरूंककडूनच भेटली. हो.
हां, हां. हां, हां. बरोबर आहे. हां. बरोबर आहे. गुरुकिल्ली म्हणून आले. अगदीच देवदूत म्हणून आले. यशाची गुरुकिल्ली आणि आणि आज तुम्ही, या पदावरती आहात आणि खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे थोडक्यात सारांश आपण असा करू शकतो, की अ, आजकालच्या मुलांनी अ, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जे ईट दॅट फ्रॉग फर्स्ट जे जास्त त्रास देतंय. अ
अगदी देवदूत, हो. हं, हं. हो, हो. हे पहिलं करा.
ते अगोदर करा. अगदी, अगदी. <clears throat> बरोबर आहे. बरोबर. खूप छान वाटलं मला. अ, बोलून खरंच मज्जा येते आहे. अजून असे काही छोटे-छोटे अनुभव आहेत का जे पुढच्या पिढीसाठी अजून मार्गदर्शन देतील? सांगा ना जरा?
ते अगोदर करा. हो, हो. हो. हो, हो. हो. बिल्कुल आहेत. हो. बिल्कुल आहेत. बघा काही-काही शिक्षक बघा कडक शिस्तीचे असतात. म्हणजे जशी भीती वाटते आपल्याला पहिल्यापासून. तर जरुरी नाही म्हणजे प्रत्येक शिक्षक तो आतून म्हणजे कितीही कठोर असला बाहेरून, तर आतून तो तितकाच हळवा असतो. ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि जर आपल्या मनातली जर भीती काढली. तर नक्कीच आपल्याला म्हणजे शिकण्याकरता प्रोत्साहन मिळणार आहे आणि गुरु बघा काय आहे ना, फक्त ज्ञान देत नाही ओ. ते हाताला पुढे धरून आपल्याला नेतात आणि यशाच्या अशा सर्वोच्च शिखरावर ठेवतात आणि ते शिखर जेव्हा सर करता ना तुम्ही, तुम्हाला त्यातून इतकी प्रेरणा मिळते, की तुम्ही पण इतरांसाठी काम करायला तयार होतात. जसं की मी मार्गदर्शन, म्हणजे तत्त्वे जे चालू केले. म्हणजे मला जे माझ्या गुरूंनी दिला वारसा जसं तुम्ही बोललात, तो मी पुढं चालवण्याचं कार्य इतकं सुरळीतपणे पार पाडतोय. तर असंच प्रत्येक विद्यार्थ्याने जर केलं, तर खूप साऱ्या म्हणजे पिढ्या घडणार आहे.
हो. हं. हां. अवघड असेल. हो. हो, हो. बरोबर आहे. अगदीच. हां, हां. हां. हं. बरोबर आहे. हो. हां.

इतर मुलांना असं गणिताचे शिक्षक म्हटलं की अ, खूप रागवणारी व्यक्ती, अ, छडी देणारे मास्तर असे दिसतात ना आपल्याला. म्हणजे आता हल्लीच्या शाळेमध्ये, हल्ली लोक मुलांना मारायचं नाही असं प्रिन्सिपल्स अ, ठरवतात किंवा अशी तत्व आहेत. पण अ, आपल्या लहानपणी आपले गुरुजी आपल्याला मारायचे आणि त्यातल्यात्यात गणिताचा विषय म्हणजे तर खरंच खूप. पण त्यातही तुम्हाला गणिताचे गुरुजी आवडायचे म्हणजे नक्कीच काहीतरी अ, इंटरेस्टिंग आहे ऐकण्यासारखं जरा सांगा ना? हो ना. <chuckles>
हो, हो. हो, हो, हो, हो. हो, हो. बिलकुल-बिलकुल. तुम्हाला इतकं आवडेल ना म्हणजे ती गोष्ट, म्हणजे त्या शिक्षकांनी म्हणजे काय एवढा माझ्या जीवनावर प्रभाव पाडला की चक्क गणिताच्या शिक्षकांना लोकं म्हणजे अ, स्टुडंट घाबरतो विद्यार्थी वगैरे हो. बट माझ्या बाबतीत अगदी विपरीत घडलं आहे. एक्चुअली झालं काय, 7वी नंतर आहे ना मी आत्याच्या घरी शिकायला होतो.
वाह! खरंच हो, अगदीच. हं. <laughs> हां. अच्छा.
आणि हां, तर माझी शाळा वगैरे बदलली होती आणि तिथे आहे ना एका आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी वगैरे होती बघा. तर त्यामध्ये गणिताचा वाटा आहे ना हा 40% असतो आणि मला त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट केलत हो, शिष्यवृत्तीच्या.
हो, हो. अगदीच. हो, हो, बरोबर आहे. अरे वाह! हां, किती छान!
हो आणि तिथे झालं काय? की माझा म्हणजे ते मॉक टेस्ट व्हायच्या, सराव चाचण्या, त्यात स्कोर चांगला यायचा बाकी सर्व विषयात बट गणितामध्ये ना एकदमच मी कमकुवत असा होतो. गणितात मी मार खायचो म्हणजे अ, अंकांनी पण आणि अभ्यास न केल्यामुळे पण. दोन्ही अँगलनी <chuckles>
हां. अरे रे! <laughs> हो, अच्छा. पुढे काय झालं? हं.
मग माझ्या आत्याने काय केलं, याच्यावर एक युक्ती म्हणून आहे ना, मला काय केलं एक गणिताचा प्रायव्हेट क्लास लावला.
हं. अच्छा, हं.
हो आणि त्या क्लासमधले शिक्षक एवढे कडक होते की तुम्हाला काय सांगू, म्हणजे त्यांना आधीच म्हणजे, नाही का, गणिताचा शिक्षक म्हणल्यावर एक आपली एक भावनाच म्हणजे नकारात्मकतेकडे असते, की हो, हो, अगदी.
अरे बापरे! झालेलीच असते. हो, तसे विचारही नकारात्मक असतात बरं का? हो, हो ना.
हो अगदी बरोबर-अगदी बरोबर. कारण बघा तो विषय आहे ना, एवढा कठीण आहे, बट झालं काय तुम्हाला किस्सा सांगतो. तर ते शिक्षकांनी माझं बघा म्हणजे काय म्हणतात त्या नशीब बलवत्तर म्हणा किंवा त्यावेळेस ते म्हणजे नाही का, माझं हे म्हणा की ते शिक्षकांची खोली आमच्या शेजारीच होती.
हो ना. हां. <chuckles> हं.

अ, खरं तर ना ही प्रमेय पाठ करायला खरंच अवघड असतात, बरं का. अजूनही आम्हालाही अवघड जातं. पण अ, तुमच्या अजूनही ती पाठ आहेत प्रमेय, म्हणजे तुमचे गुरुजी नक्कीच अ, खूपच महान व्यक्ती असणार आणि भरपूर युक्त्या त्यांनी दिल्या असतील. मग अ, हीच मार्गदर्शनं तुम्ही आता पुढच्या मुलांना देता का? म्हणजे तुमच्याकडे जे कोणी विद्यार्थी येतात, अशा प्रकारची गणितं घेऊन, किंवा मुलं असतील, तर तुम्ही कसं ते मार्गदर्शन पुढे चालवताय आत्ता?
खूप. खूप-खूप. खूप. हं, हं. हां, एक्च हो. एक्चुअली झालं काय, बघा त्यानंतर काय झालं, मी जसं बोललो त्यांनी मला एवढं ट्रेन केलं गणितात, की माझा जो, म्हणजे अ, वीक पॉईंट होता तो स्ट्राँग बनला. अन् त्यानंतर मी नवोदयची परीक्षा पास झालो, शिष्यवृत्ती मिळाली, मग मी नवोदयमध्ये प्रवेश घेतला, हां. आणि आमच्या नवोदयमध्ये काय होतं, की जे म्हणजे असे विद्यार्थी होतकरू, गरीब, तर जे नवोदयमध्ये विद्यार्थी अ, जे शिकत आहेत, तर त्यांनी प्रोत्साहनपर अ, क्लासेस घ्यायचे, वि अ, म्हणजे व व अ, विना मोफत क्लासेस घ्यायचे, कोणचाही मोबदला न घेता. तर त्या क्लासेस हो खूप छान अशी संकल्पना आहे ती आणि त्यामध्ये मग मी रुजू झालो, मग त्यामध्ये काम करायला लागलो, जेणेकरून काय होईल, माझी पण एक उजळणी होईल आणि मी त्यांना शिकवतोय, तर माझं पण एक व्यक्तिमत्त्व विकासात फरक पडेल. तर तिथं पण बघा ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ह्या ज्या संधी मिळाली, तर तिचं मी स संधीचं सोन्यात रूपांतर केलं. तिथं खूप साऱ्या मुलांना, म्हणजे अशा वस्ती वाड्यावर जाऊन, दुर्गम भागात आहे ना, गडचिरोली वगैरे सारख्या, तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवायचं काम केलं आणि त्यामधून झालं काय, की मला जे मार्गदर्शन भेटलं होतं, तर मी त्यांना ते देऊ शकलो.
हो. अरे वाह! किती छान. हां, हां, हां. हो. हं. हां. छान आहे किती. हो ना. हो, हो. अगदीच. हो. हां. हां, हां. अच्छा. हां, हां. अरे वाह! म्हणजे तुमच्या गुरुजींनी तुम्हाला शिकवलेली तत्व, छोट्या-छोट्या युक्त्या, तुम्ही ते पुढच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात अ, प्रभाव प्रभावशालीपणे अ, ते पुढे प्रवाहात आणलं. म्हणजे तुम्ही हे खूप सुंदर काम केलं. म्हणजे नवोदयचा विद्यार्थी म्हणून आणि तुमच्या लाडक्या गुरुजींचा विद्यार्थी म्हणून तुम्ही खरंच मोठं नाव केलंत, बरं का. भले ते अ, सामाजिक पातळीवरती नसेल, पण तुम्ही जे काही केलंय, ते त्या-त्या अ, त्या-त्या विभागासाठी खूप मोठी कामं आहेत, बरं का ही. तर त्यासाठी तुमचं खरंच अभिनंदन.
हो. हो, अगदी बरोबर. हो, हो. हं, हं. हो, हे काम एक म्हणजे नक् हो, धन्यवाद. एक्चुअली हे काम आहे ना एक्चुअली त्या सरांनी जो वारसा दिला होता आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणत होते, "बघ कोणचीही गोष्ट करतोय," तर ते म्हणतात ना, त्यांनी एक पुस्तक मला वाचायला दिलं होतं, ते गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे मला सांगू वाटते ते. तर त्या पुस्तकात आहे ना, काय लिहिलं होतं, Eat That Frog म्हणून असं पुस्तक होतं, म्हणजे सकाळी उठल्यावर जी गोष्ट सर्वात तुम्हाला
<chuckles> हो. हो. हां. हो, नक्की सांगा ना. अच्छा. नाव काय होतं पुस्तकाचं?
Eat That Frog, म्हणजे तो बेडूक पहिला तुम्ही खाऊन टाका.
खाऊन टाका. अरे बापरे! ई! हं. <chuckles> अच्छा. हं, हं.
हो, असं, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं हे मराठीत अनुवादन होतं. आणि ते पुस्तकात अशी माहिती दिला होती ना की सकाळी उठल्यावर जे काम तुम्हाला सगळ्यात डिफिकल्ट वाटतं किंवा अ, कालच्या दिवशी जे काम, म्हणजे तुम्हाला वाटते की हे खूप अवघड आहे अन् मी करू नाही शकणार, तर ते पहिलं करा.
हं, हं. अच्छा. हो, हो.